बघा ना, आजकाल सोशल मीडिया वारे त्यांचे इतके पसरलेले आहेत आणि त्यामध्ये मोबाईलमध्ये आता नवीनच निघालेले आहे ते इमोजी. इमोजी कसे वापरतात लोकं काय माहिती बाबा? मला तर कळतच नाही. तर असं तुम्ही पण इमोजी वापरण्याबद्दल तुमच्या मते काय आहे तसं सांगाल मला?
हो. मला खूप आवडतात इमोजीज वापरणं आणि त्याचा मूळ म्हणजे बेसिक अ, अ, कारण हे आहे, की ना आपल्या मजकुरात ते एक अशाब्दिक संकेत जोडतात जणू काही आणि न बोलताही खूप काही अ, बोलून जातो आपण. उदाहरणार्थ, एखाद्याने मला गुड मॉर्निंग केलं आणि मी एकदम नुकताच झोपेतून उठलेलो असेल, तर ते जी, ओ, ओ, डी, एम, ओ, आर, कोण टाइप करत बसणार?
हां, हां. हां. <laughs> बरोबर.
त्या ऐवजी मी फक्त त्या इमोजीमध्ये जायचं, ते शोधायचं, आणि त्यात अगदी छान ऑप्शन आहे रिसेंट इमोजीज. त्यात पटकन एखादं सूर्याचं चित्र असेल ते पाठवून दिलं तरी ती भावना पोहचली. मराठीत म्हणतात ना हो, भा.पो म्हणतात ना. म्हणजे भावना पोचली. ते होऊन जातं. <chuckles>
हां. झालं आपलं गुड मॉर्निंग. <laughs> किती छान! हो. वाह! वाह! वाह! मग तुम्ही असं किती वेळा मेसेजमध्ये इमोजी वापरतात? काही गोष्टी लक्षात तुम्ही ठेवतात का?
हो. जवळ-जवळ प्रत्येक मेसेजमध्ये असतोच एक इमोजी. आणि सर्वात माझा वापरलेला इमोजी हसायचा, म्हणजे स्माईलचा असतो. हसायचा नाही, हसायचा वेगळा असतो, डोळ्यातनं पाणी येताना. पण स्माईलचा असतो किंवा अंगठ्याचा असतो आणि नुसताच रिप्लायमध्ये नाही, तर रिएक्ट करताना पण बघा, आपण आजकाल इमोजीज वापरू शकतो WhatsAppवरती. म्हणजे हे खास करून मी WhatsAppच बोलतोय. पण Instagramच्या डी-एम्स मध्येही आपण रिएक्ट करताना ते 5 इमोजीज वापरू शकतो. तर मी वापरतो कारण
अरे वाह! हं, हं. हो. हो, हं. कसं वापरतात ओ?
नुसतं दाबून ठेवलं ना, की तिकडे येतात 5 इमोजी आणि <clears throat> तिकडं आता WhatsAppवर स्वतःचे ॲड पण करू शकतो आपण. एखादं. उदाहरणार्थ, अं, म्हणजे मला एखाद्याला हार्ट पाठवायचा असेल किंवा एखादं काहीतरी आवडलं, त्याला हार्टनी जर मला रिप्लाय करायचं असेल, तर माझा आवडता रंग आहे हिरवा, म्हणून मी हिरव्या रंगाचा हार्ट त्या 5 इमोजीच्या पुढे 6व ॲड करून ठेवलंय.
आता हो, हो. हो का? अरे वाह! म्हणजे हे इमोजी एकंदरीत आपल्या भावना व्यक्त करायला पण खूप सोप्पं जात जात असेल नाही का मग?
खूप सोप्पं आणि मी जसं म्हणालो, की शब्द न वापरता आपण आपल्या भावना पोहचवू शकतो. उलट, काहीजण तर शब्द वापरतच नाहीत चॅटमध्ये, नुसत्या इमोजीवरही खेळू शकतात. ते ही शक्य आहे.
अरे वाह! हां, म्हणजे आपलं टाइपिंगचं थोडं कमी करून आणि इमोजी वापरायचं. त्याच्यामध्ये आपला वेळही वाचतो आणि आपल्या भावनाही लोकांपर्यंत पोहचून जातात नाही का, एकंदरीत.अरे वाह! किती छान आहे, म्हणजे खूप छान गोष्ट आहे बरं का ही. मग बघा ना, आता असं आपल्याला कामं वगैरे आपलं बघा ना, खूप बिझी शेड्यूल झाले हो. मग त्या कामाच्या संदर्भात म्हणा किंवा ऑफिस चॅटमध्ये, ईमेलमध्ये किंवा क्लायंटशी आपण संवाद साधतो, तर हे इमोजी वापरणं कित कधी योग्य आपल्याला समजता असं तुम्हाला वाटतं? कधी वापरायचे आणि क कधी नाही वापरायचे, असं काही माहिती देता मला?
हो. नक्कीच. हो, म्हणजे कधी-कधी इमोजी वापरणं, हे अयोग्य पण ठरू शकतं आपलं. कारण आपण नको त्या व्यक्तींना बदाम नाही पाठवू शकत. म्हणजे आपल्या ऑफिसच्या मॅनेजरला सगळ्या ग्रुपच्या चॅटवरती लव्हचा इमोजी नाही पाठवू शकत ना, जरी आ आपला तो फेव्हरेट असला किंवा जरी आपली पर्सनली त्याच्याबरोबर जवळीक असली, तरी त्या ग्रुप चॅटवर नाही पाठवू शकत. मला असं वाटतं, की आपल्या कामाच्या अ, ग्रुप्सवर किंवा कामाच्या एखाद्या व्यक्तीबरोबर, सहकर्मचाऱ्याबरोबर आपण ठराविकच इमोजीज वापरू शकतो. आणि ते असतात एक अंगठा म्हणा किंवा एक हसणारं स्माईलचं फक्त किंवा अ, सॅडवालंही पाठवू शकतो कधी-कधी, की मला हे आज संपवता आलं नाही काम आणि सॅडचा इमोजी तर
हो ना. हं. बरोबर. हं. हं.
मुळात जर WhatsAppवर आहे तुमचा ऑफिसचा ग्रुप, तर ह्याचा अर्थच असा आहे, की तो खूप जास्त असा कडक नियम असलेला नाही आहे. कुठे ना, कुठेतरी एक मैत्री पण आहे त्यात, एक अ, थोडासा, अ, ओलावा म्हणू शकतो, आहे त्या नात्यांमध्ये. पण अर्थात, आपण काही इमोजी जे इतरांना पाठवू शकतो, म्हणजे एक अ, मुंडक्याचं इमोजी आहे, म्हणजे आपलं आपल्या कवटीचं इमोजी असतं, स्कलचं ते नाही पाठवू शकत म्हणा किंवा आपलं एक टॉयलेट करतानाच इमोजी आहे, <laughs> तर ते पण नाही पाठवू शकत काही ठिकाणी. त्यामुळे कोणाला आपण पाठवतोय त्यावरती ते अवलंबून असतं, नक्कीच आणि अ, योग्य-अयोग्य नक्कीच असतं.
हो. हां, हां. हो, हो. <laughs> हो ना, म्हणजे आपण आहे जे मित्रांना पाठवतं पाठवतात, नाही का? आपले जे खरंच खूप जवळीक मित्र जे असतात ते इमोजी आपण वेगळे वापरायचे आणि जे ऑफिसमध्ये आणि चॅट वगैरे करतो, आपण इमेल वगैरे करतो, त्याच्यामध्ये अ, स्थानानुसार ते इमोजी बदलतात, नाही का?
हो.
हो, म्हणजे त्यांची अयोग्य आणि योग्य पद्धत पण आहे. ते आपण समजून घ्यायला पाहिजे. बरं, मग बघा ना असं पिढीनुसार किंवा सांस्कृतिकदृष्ट्या असं इमोजीच्या अर्थात काही फरक झालेला तुम्ही पाहिला आहे का?
हो, खूप फरक आहे. म्हणजे ह्याची ठळक उदाहरणं द्यायची, तर काही इमोजीजनां अश्लील किंवा वाईट मानलं जातं. उदाहरणार्थ अंगठ्याचा इमोजी आपण आपल्या भारतात ओके म्हणून पाठवतो, बऱ्याच वेळा. पण दुसऱ्या एखाद्या देशात म्हणजे मला ते देशाचं नाव आठवत नाही आहे, पण तिथे आपण अंगठ्याचं जर पाठवलं, तर त्याला अश्लीलता मानतात, की अंगठा म्हणजे वाईट दाखवतोय मी तुला काहीतरी असं.
हो, हो. हो. अरे बापरे! हो का?
बघा ना, म्हणजे आपण विचार तरी करू शकतो का, की असं असू शकतं आणि चुकून आपला जर एखादा अ, रिमोट मॅनेजर असेल, ज्याचं आपण काम करतोय इथून, त्याला आपण तो इमोजी पाठवला तर किती गैरसमज होऊ शकतात नाही का?
हो ना. हं, हं. हो ना, म्हणजे अंगठ्याचं आपण तर यो ओकेचं समजतो आणि नी नेहमी आपण अंगठ्याच पाठवतो. काम झालं ओके, नाही का. असं दुसऱ्या देशामध्ये असेल, असं मला वाटत नव्हतं बाबा. असंही काही राहतं त्या इमोजीचं. म्हणजे वा इमोजी वापरायला खूप अ, आपल्याला समजून ते काम करावं लागलं जर आपल्याला बाहेर देशात असं पाठवायचं तर ना?
हो. हो. हो. काळजीपूर्वक अ, इमोजी वापरले पाहिजेत. म्हणजे माहिती तरी पाहिजे की आपण, एखाद्या यू-एसच्या माणसाबरोबर किंवा एखाद्या यू-ए-ईच्या माणसाबरोबर किंवा एखाद्या ऑस्ट्रेलियाच्या माणसाबरोबर जर काम करत असू तर, थोडासा रिसर्च केला पाहिजे, की कोणते इमोजीस या देशात काय अर्थ ठेवतात. त्याच अ, त्याचप्रमाणे बघा ना आता अंगठा हा इतका असा कन्फ्युजिंग इमोजी वाटतो ना मला कधी-कधी. जरी आपण काहीतरी ओके म्हणून पाठवतो किंवा मी तुम्हाला एखादा मेसेज केला आणि तुम्ही मला फक्त अंगठा पाठवला. तर मला तुमचा राग येऊ शकतो, की "ही काय ही काय इतकी खडूस आहे का? ओके पण नाही लिहू शकत किंवा पूर्ण वाक्य पण नाही लिहू शकत. अंगठा पाठवतीये म्हणजे स्वतःला काय समजती?" असंही वाटू शकतं. हो ना?
हो ना. बापरे! हां. हां. का बरं? हां, बरोबर. हो ना, गैरसमज येतं त्याच्यामध्ये. खरंच ही गोष्ट तर माझ्या डोक्यामध्ये म्हणजे आलं पण नव्हतं असं.
<chuckles> आणि त्यामुळेच म्हणजे थोडासा मजकूर जर लिहिला म्हणून मी असं मानतो. मी स्वतः हे नेहमी करतो, की फक्त इमोजीज पाठवणं जर मजेचे, गमतीचे इमोजीज असतील तर ठीक आहे किंवा एखाद्याला एका पप्पीचा इमेज पाठवायचा असेल, इमोजी. तर ठीक आहे. ते एक मजेचा भाग झाला. पण जर काहीतरी आपण सीरियस लिहितोय. काहीतरी थोडंसं गंभीर आहे, ते महत्वाचं आहे. तर मी स्वतः नेहमी थोडासा मजकूर लिहितो आणि थोडीशी लांब वाक्य लिहितो आणि मग त्यातला इमोजी जोडतो, जेणेकरून त्या इमोजीमुळं त्या वाक्याला अजून जास्त अर्थ येऊ शकतो.
अरे बापरे! हां, हां. हं, हं. हो. हं. हो, हो. हो. अहो तुम्हाला आता मी तेच विचारत होती बरं का मग असं काहीतरी झालंय का? तुमचा काय अनुभव आलाय का? का असं गफलतीची एखादी मजेशीर किंवा गंभीर काहीतरी अनुभव तुम्हाला आलेला आहे? असं तुम्ही काय कोणाला पाठवलं? सांगा ना मग?
हो, हो. म्हणजे ऑफिसमधल्या एका मॅनेजरनी मला फक्त असा अंगठा पाठवला होता. तर मला असा गैरसमज झाला होता, की ह्याला माझं काम आवडत नाहीये का? म्हणजे हा वर्क फ्रॉम होमवालं मी काम करत होतो. एक रिमोट काम. तर काहीतरी मी त्याला अगदी मोठा मेसेज केला आणि त्याने फक्त अंगठा पाठवला. तर मला असा गैरसमज झाला, की अरे! ह्याला काय प्रॉब्लेम आहे का? किंवा ह्याला काही आवडत नाहीये का? म्हणजे भीती वाटली मला. राग तर नाही आला पण असं वाटलं, की मी काहीतरी चुकलोय बहुतेक. कारण त्यापूर्वी थोडंसं माझ्या कामात विलंब झाला होता. मी वेळेवर थोडंसं नव्हतो करून देऊ शकलो. तर, मला नंतर कळलं अर्थात, की तो थोडा बिझी होता म्हणून त्यानी फक्त अंगठा पाठवला, पण तसं झालंय. आईच्या बाबतीत होतं कधी-कधी. म्हणजे मी एखादा आईला मेसेज केला तर नेहमी ती काय करते रिप्लाय करते. ओके असं लिहिते किंवा अ, काही ना काहीतरी असा रिप्लाय करत असते, वाक्य लिहीत असते अख्ख. पण कधी-कधी असं होतं, अजूनही होतं आणि उद्यापासूनही होईल तसंच, की ती जेव्हा फक्त अंगठा पाठवते ना, तेव्हा असं वाटतं, की हे का? म्हणजे रिप्लाय का करत नाहीये? मला रिप्लाय करायला पाहिजे आईनी पूर्ण. <laughs> असं चिडचिड होते कधी-कधी.
हां. हो, हो. हो. हं, हं, हं. अच्छा. हो. हो. हं, हं. <giggles> हो. किती म्हणजे असतं इमोजीच पण काळजीपूर्वक आपल्याला पाठवावं लागतं बाबा ते आणि समोरच्याच मन नाराज होऊन जाईल कधी गैरसमज येतील असं पण ह्याच्यामध्ये होती काही गोष्ट. खरंच खूप महत्वाची बातमी दिली हो तुम्ही. मग बघा ना, असं इमोजीचा आपण जास्त वापर कर करतो नाही का कुठे-कुठे, आपल्याला काहीही लिहायचं नसतं गडबड मध्ये असतो, कुठे बाहेर फिरायला वगैरे जातो, तेव्हा आपण खूप जास्तच वापर करून देतो. मग त्याचा वापर कुठे संभ्रम वाढवतो का? किंवा असं भावना कमी करतो असं तुम्हाला वाटतं?
नाही. उलट मला वाटतं, की त्या भावना एन्हान्स होतात अजून किंवा त्या भावनांना, आपल्या शब्दांना जोड मिळते त्या इमोजीची म्हणजे आपल्या शब्दांमधला एक ओलावा किंवा प्रेम किंवा अ, अर्थ जास्त वाढतो असं मला वाटतं, इमोजींमुळं. आता काही धर्मांमध्ये असंही म्हणतात, की इमोजी वापरणं हे एक हराम आहे. एका पद्धतीचं किंवा चुकीचं आहे, असंही म्हणतात. तर ते चुकीचं का म्हणतात ते कारण आपण चुकीचे अर्थ त्यात लावू शकतो. म्हणजे ते शक्य आहे. म्हणजे मी तुम्हाला एखादा मेसेज पाठवताना काहीतरी चुकीचा इमोजी पाठवून मुद्दाम तुम्हाला दुखवू शकतो. म्हणून असं मानलं जातं, की ते इमोजी चांगले नाहीयेत वापरणं. त्याहून दुसरा अर्थ हा आहे, की त्याच्यातून गैरसमज होऊ शकतात. म्हणजे मी एक वाक्य लिहिलं आणि थोडासा वेगळा इमोजी पाठवला तर गैर अर्थ निघू शकतो, गैरसमज होऊ शकतो म्हणून असं सांगितलं जातं. काही धर्मांमध्येही किंवा काही लोकंही असं अगदी बरोबर सांगतात, की तुम्ही मजकूर लिहा. तुम्ही अख्खं वाक्य लिहा. अख्खा पॅराग्राफ लिहा. क्लिअर राहा. स्पष्ट राहा, जे लिहायचंय ते. नुसते इमोजी पाठवले लहान मुलांसारखे, तर त्याचे गैरअर्थ, गैरसमज निघू शकतात आणि मला ते अगदी पटतं, 100% पटतं.
हं, हं. हं, हं. हो, हो. हं, हं. हं. बरोबर. हां, हां. बरोबर. नक्कीच ना, म्हणजे गैरअर्थ पण त्याच्यामध्ये निघू शकतो ना. आपण मर मजकूर पण लिहिला आणि त्याच्यापुढे काही वेगळाच एखादा इमोजी जर टाकला तर गैरसमज नक्कीच होणार आहे आणि खरंच खूप अ, व्यवस्थित आहे आणि छान पण आहे का तुम्ही पूर्ण मजकूर लिहा आणि इमोजी जर टाकायचं तर काळजीपूर्वक आणि स समजूनच टाका, का तुम्ही काय टाकता ते नाही का. मग असं कधी झालं आपण अ, गैर असं चुकीने किंवा गडबडमध्ये आपलं काहीतरी इमोजी असं चुकीचं आपल्याला टाकल्या गेलं बरं का. जसं माझ्याकडूनच झालं अशी चूक वगैरे तर अ, मम काय उपाय करू शकता हो, ते सुधारण्याचं?
एकतर आपण तो मेसेज पटकन एडिट करून टाकू शकतो आणि बदलू शकतो तो इमोजी, जर आपल्या लक्षात आलं, की आपण काहीतरी चुकीचं
हां, हां. हं.
लिहिलेला आहे तर, किंवा आपण लगेच स्पष्टीकरणही देऊ शकतो आणि दिलंच पाहिजे. मला असं वाटतं. जर उदाहरणार्थ मी हार्ट पाठवला, एखाद्या अ, ऑफिसमधल्या मुलीला चुकून पण माझ्या मनात तसं काही वाईट नव्हतं. पण तो आता गेला आणि मी परत रिटर्न अनसेंड नाही करू शकत आहे किंवा डिलीट फोर एव्हरीवन पण नाही करू शकत आहे. तर मग पटकन स्पष्टीकरण द्यावं, की "हे मला दुसऱ्यांना कोणालातरी पाठवायचं होतं, पण चुकून इकडे पाठवलं, माफ करा किंवा जरी मी पाठवलं असेल तरी ते टाइप करता-करता चुकून माझं बोट त्यावर पडलं म्हणून." म्हणजे जे काही खरा-खरा त्याचा अ, चुकीचा अर्थ किंवा चूक का झाली? हे प्रामाणिकपणे आणि खरं-खरं सांगून टाकावं असं मला वाटतं.
हो. हं. हो, हो. बरोब हां. हो ना, म्हणजे कधी अशी चूक होते पण आणि जर ती चूक झाली तर लगेच त्याला सुधरवण्याचा तुम्ही प्रयत्न पण करा. नाही का? जेणेकरून स्वतः अ, समोरच्याचं मन नाराज नाही होणार. खरंच खूप छान माहिती दिली बरं का तुम्ही आणि इमोजी वापरण्याबद्दल काही अयोग्य पण राहतात आणि योग्य पण राहत आणि खरं म्हणजे तर ते वापरण्यामध्ये काळजीपूर्वक तुम्ही वा वापरा. फक्त वापरायचं म्हणून वापरू नका कारण त्याच्यामध्ये गैरसमजही निर्माण होतात. खरंच खूप छान माहिती होती आणि नक्कीच मला तुमच्याशी पुन्हा बोलायला आवडेल, बोलूया आपण धन्यवाद.
नक्क धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.